अच्छा! मस्त, मस्त. म्हणजे अजूनही म्हणजे काय म्हणतात ना तो कुठला पिक्चर होता? अ, असा पण एक पिक्चर होता ना, जय हो का कुठलातरी. मी एकाला मदत करणार, तर तुम्ही 3 जणांना मदत करा. हे मला असं वाटतं आहे, त्यांनी तुम्हाला मदत के <chuckles>
हां. <chuckles> तर मी असं ऐकलंय, पिक्चर पाहिलेला तर नाही आहे मी. पण अ, हां तर मी ऐकलंय पण असं आणि करावं म्हणजे म माणसाने मदत करावी.
हां, हां, हां. म्हणजे हो, म्हणजे ते असं वाटत होतं, की ते पिक्चरमध्येच होत असेल असं वाटलं. पण तुमचं असं ऐकून म म्हणजे एकदम 3 असं नाही, पण होतं कुठे ना कुठे ती मदत पुढे जात राहते. चांगल्या गोष्टी नेहमी वाढत राहतात. अ, म्हणजे कधी-कधी अ, जाणून-बुजून किंवा कधी-कधी सहज, कधी-कधी एखाद्याचा मूड बनतो ना, चांगला बनतो अन् ते पुढे-पुढे जात जातं. छोटीशी मदत असते, कधी-कधी छोटासा संवाद असतो आणि तो दुसऱ्याला खूप मोठा आधार देऊन जातो. खूप छान वाटलं अ, तुमच्याशी बोलून. अ
अगदी बरोबर. हो ना.
तुम्हाला म्हणजे अजून काही म्हणजे ह्यांनी अ, दुसरे कोण तुमच्याने प्रेरित जसं तुम्ही त्यांच्यातून प्रेरित झाला, तुमच्यातून पण पुढे जाऊन कोण असं प्रेरित झालं का? अनपेक्षित मदतीने?
अ, तर माझ्या अ, या बाबतीत तर मला सांगता येणार नाही नेमकं, पण एक गोष्ट मी
हं, हं. कारण की किती वेळा अ, लोकं बोलत म्हणजे आभार व्यक्त करायला जमत नाही अ, पण लक्षात ठेवतात तुम्हाला. असं होऊन जातं किती वेळा.
हां. जमत नाही.